हो ना, म्हणजे मला तर अतिशय क्रेव्हिंग्ज व्हायचे की अचानक आपण असं बंद केलं, जंक फूड वगैरे, सॉफ्ट ड्रिंक्स, चॉकलेटचे. तर ते होतं ना, विथड्रॉल सिम्प्टम्स होतात त्याचे की ते हवंच हवं. म्हणजे ते एक एडिक्शनसारखं झालं होतं मला. शुगर क्रेव्हिंग्ज भरपूर व्हायचे की मला हवं आहे. आता 4:00 वाजले, तर मला पेप्सी किंवा लिम्का असं पाहिजे, फँटा वगैरे. तर मग तेव्हा अ आई म्हणायची ना, की "तू कोकम सरबत पी, नारळ पाणी पी." मग ते ऑप्शन्स मला थोडे अवघड वाटायचे. तर मी सांगायची की "मला ना पाहिजे वीकेंडला तरी मला काहीतरी बाहेर खायचंय. तर मग माझी डायटीशियन बोलली की ठीक आहे. मला समजत की तुला खूप क्रेव्हिंग्ज होतात आहे, तर तू आठवड्यातून 1 दिवस रविवारच्या दिवशी ना, दुपारचा लंच ,रात्रीच डिनर नाही, पण लंचमध्ये तू तुला जे हवं ते तू खा, पण लिमिटमध्ये. असं नाही की एकदम अख्ख्या आठवड्याचा एकाच वेळेस टुसून घे. कारण तिला माहिती होतं, मी तर एकदम फूडी आहे म्हणजे 1 मोठा पिझ्झापण मी एकटी खाऊ शकेन, इतकी कॅपॅसिटी होती माझी. <chuckles> ती म्हणायची की
बरं हं, हं. बरं. हं, हं. हं, हं. बरं. बरं. <chuckles> बरं. हं, हं. बापरे! <chuckles> पिझ्झापण बंद केलात का मग एकंदरीत, पिझ्झापण बंद केला का?
अ, म्हणजे अचानक नाही, आठवड्यातन एकदा अशा रविवारी तिने सांगितलं होतं ना की "तू खाऊ शकते, पण लिमिटमध्ये 1 किंवा 2 स्लाइसच खा पिझ्झाचे आणि तुला जे सॉफ्ट ड्रिंक हवं ते तू अर्धा ग्लास घे." आणि म्हंटलं "ठीक आहे बाबा, तेवढी तरी सूट दिलीस." तर मी माझ्या मिस्टरांसोबतच जायची. आम्ही रविवारच्या दिवशी जायचो बाहेर लंचला. तर अ, तो वॉच ठेवायचा, लक्ष ठेवायचा की "हां, ठीक आहे, आता दोन स्लाइस पिझ्झा झाले, बाकीचा नाही." तर बाकीचा पॅक करून मग तो आम्ही बाहेर पडलो ना, की कोणाला असं डोनेट करून टाकायचं की "हे घ्या तुम्ही घेऊन जा." म्हणायचा, "आम्हाला नकोय गरम-गरम पिझ्झा तुम्ही घ्या" म्हणायचे, "काय तू बघ माझ्या आवडीचा पिझ्झा देऊन टाकला कोणाला तरी." तर म्हणायचा "काही नाही तुझी हेल्थ चांगली होते ना, मग बघ तू ते मिररमध्ये पण बघ दिसतय ना तुला?" मग त्याने ना मला मोटिव्हेट करण्यासाठी, मला खूप असं वाईट पण वाटायचं की "अरे माझ्या आवडीच्या वस्तू खायला नाही मिळत." तो म्हणाला "ठीक आहे तू जेव्हा-जेव्हा असं काही ना काही छान असं करशील ना आणि तुझे क्रेव्हिंग्जवर तू एकदम ओव्हरकम करशील ना आणि नाही त्याच्यावर तू खाल्लं परत चॉकलेट, चिप्स वगैरे तर मी तुला शॉपिंगला नेईन." म्हंटलं "अरे वाह! मज्जा आहे मग." <chuckles>
हं, हं. <chuckles> हां. बरं. हो, हो. पिझ्झा तर बाबा. हं, हं. बरं. हं. हं. अरे वाह! अरे वाह! <chuckles> अरे वाह! खूपच छान. अरे वाह! खूपच छान. हं. हो ना. हं, हं. बरोबर. हं, हं. बरं. हं. हं. अरे वाह! खूप छान. हं. नक्कीच.